हो, आणि कसं आहे बेसिकली ह्यांचं कोऑर्डिनेशन नसतं. म्हणजे निदान अ, तुम्ही टीचर आणि अ, स्टुडंटमध्ये तरी कोऑर्डिनेशन ठेवा, पाल्याचा तर दूरचीच गोष्ट. त्यात पाल्याला पण इन्व्हॉल्व करतात हे करा, ते करा, हे आणा, ते आणा, आणि वेगवेगळे प्रोजेक्ट्स. त्यांचे कसे एक दोन दिवसाआड एक प्रोजेक्ट. म्हणजे मग ते पालकांनी ते प्रोजेक्टच करत बसायचे का? म्हणजे शाळेची काही जबाबदारी असते ना, की तुम्ही त्यांच्याकडून करून घेणं.
हं. हं, हं, हं. खरं. हो ना, तेच तर. हो ना. हो, हो. हां. आणि उलट ते प्रोजेक्ट तुम्ही शाळेत पर्ण पूर्ण करून घेतलं पाहिजे. म्हणजे बघा ना, असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे ते असं घरी ॲक्टिव्हिटी, घरी ते काय अभ्यास करणार, की प्रोजेक्ट करणार? मग तुम्ही ॲटलिस्ट एक शाळेमध्ये अर्धा तास देऊन, किंवा असं म्हणतात ना थोडासा वेळ देऊन त्यांच्याकडून प्रोजेक्ट तुम्हीच कंप्लीट करून घेतले पाहिजे, असं तुम्हाला वाटतं.
हो, हो. हो ना, असं मला वाटतं, एका एखादा असा पिरियड ठेवायला पाहिजे, की होमवर्क आणि प्रोजेक्टसाठी एखादा पिरियड ठेवायला पाहिजे. अर्धा तास होमवर्क करा. अर्धा तास तुम्ही प्रोजेक्ट करा. म्हणजे कसं इथलं लोड टळलं जातं आणि त्यांना जे बेसिक समस्या येतात प्रोजेक्ट करताना किंवा काही होमवर्कमध्ये, तर ते तिथल्या तिथं कुठेतरी क्लिअर व्हायला मदत होते. कारण इथं येऊन मग अ, पालकांनी त्याच्यात लक्ष घालायचं, मग आपण थोडा स्टडी करायचा, मग आपण त्याला सोल्युशन द्यायचं, मग ते शिक्षकांना सोल्युशन पटतं, नाही पटतं, हे हां, मग त्यापेक्षा तुम्हीच
हं, हं. बरं. बरं. हं, हं, हं. नाही भेटत, हो ना. आणि मग परत त्यांना पण बोलतात की, हे काय करून आणलंय? किंवा काय असं पण होतं म्हणजे त्यांना हं.
हं, हो, हो हां, मग ते पाल पालकांचं नॉलेज काढतात ना, की त्यांनी असं-कसं सांगितलं, हं म्हणजे हे कुठेतरी अव्हॉइड केलं पाहिजे, असं वाटतं मला.
हो, करून देणं. बरोबर, हे खूप म्हणालात, असं व्हायचं. नक्कीच, नक्कीच आणि असं वाटतं की हा प्रोजेक्ट त्यांना आहे की पालकांना? म्हणजे आजकाल आपण टीव्हीला पण बघतो, किंवा रील्सला पण बघतो की ते अ, पालक जे व्हिडिओ काढून दाखवताय की बघा, म्हणजे आम्ही अभ्यास केला नव्हता तेव्हा, तर आम्हाला परत आता अभ्यास करावा लागतोय आमच्या मुलांच्या रूपामुळे, असं एकंदरीत हं.
नक्कीच, नक्कीच. हो न म्हणजे, ते आता काही चित्र वेगळंच म्हणजे कॉमेडी चित्र आलंय, म्हणजे पालकांनाच अभ्यास करत बसायला लागतंय हां, म्हणजे
बरोबर. हो, बरोबर. आणि आपले पण आई आपणपण शिकलो आणि आपले पण आई-बाबा होते. पण आपण म्हणजे अ, आपणपण प्रोजेक्ट करत होतो, पण म्हणजे इतका पण लोड नसायचा आई-बाबांना आपल्या, म्हणजे आपल्या आपणपण शिकलो, आपल्या वेळेला पण प्रोजेक्ट होते, पण आजकाल असं म्हणतात की प्रत्येक शाळेच्या पद्धती या वेगळ्या असल्यामुळे आणि परीक्षा पद्धती वेगळ्या असल्या कारणामुळे म्हणजे पालकांना खूपच म्हणतात ना इनिशिएटिव्ह घ्यायला लागते ॲज अ पाल्य म्हणून एकंदरीत अशी समस्या निर्माण होते का? की म्हणजे हो, म्हणजे मग शिक्षक काय करतायत किंवा मग शाळेतल्या परीक्षा कशासाठी आहे? जर पालकांनाच अ, काही-काही गोष्टी कराव्या लागतात तर ह्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला?
हो, हो. हो, हो, आणि त्यांना उगीच म्हणजे भरडलं जातात पालक हो.